बरोबर, हां.
जे जे पण आहे. तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, तुम्ही काळे आहात, गोरे आहात क किंवा अ, तुम्ही सुंदर आहात, कुरूप आहात जे काही असेल.
बरोबर. हं. हां.
ही पहिली गोष्ट तुम्ही आहे ना एक्सेप्ट करून घ्या, जे पण तुम्ही आहात ते आहात आता.
बरोबर. आता त्याला आपण काही करू शकत नाही.
करू शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान ठेवायचा. दुसरी गोष्ट ही ना, की तुम्ही 2 म्हणजे लोक आपल्याला आहे ना, आपल्याबद्दल वाईट बोलण्यासाठी पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे लोक आहेतच. हे पूर्ण जग आहे त्याचसाठी आपल्याबद्दल चुकीचं बोलण्यासाठी, तर तुम्ही ॲटलिस्ट त्यांच्याशी चांगलं बोला.
हं. बरोबर. हं. बरोबर, हो. हं. बरोबर.
म्हणजे कधी एक तुमचा साधारण 1 वॉचमन तुम्हाला दिसतो. त्याला तुम्ही समोरून गुड मॉर्निंग बोलतात, "अरे, कसे आहात तुम्ही?" तो जो तुमचा साधेपणा असतो ना, त्याचा दिवस बनवतो. त्या दिवसातली ऊर्जा त्या म्हणजे तुमची जी ऊर्जा असतात, तुमचा जो साधेपणा असतो त्यात येतो. आणि त्याचा पूर्ण दिवस छान जातो. मग तो प्रत्येक गाडी वगैरे आली किंवा काही काम असेल ना, तो इतक्या छानपणाने काम करतो. कारण की तुमची ऊर्जा तुम्ही त्यामध्ये दिली आहे.
हं. बरोबर. हां. अरे वाह! हं. नक्कीच, नक्कीच. हं. हो. नक्कीच, नक्कीच. आणि त्याच्याने हेही होतं ना, की आपण त्याला नुसतं एक छोटंसं गोष्ट आपल्या जीवनातली करतोय, की त्याला रोज गुरन मॉर्निंग करतो आहे. त्याची विचारपूस करतो आहे. पण जर तुम्हाला कधी अ, समजा तुम्ही आता गेले ऑफिसमध्ये जर तुम्ही तिथे काही अडचण निर्माण झाली किंवा तुम्हाला पार्किंगला जागा नसेल तर तो व्यक्ती तुमच्यासाठी ते <coughs> अरेंजमेंट करून देतो.
3री गोष्ट हां, हां. बसं. बरोबर. येस. येस, येस, येस. म्हणजे एक साधीशी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगेन ना, ही 2री गोष्ट आहे. तर तो वॉचमन नाही कोणीही असू शकतो. तुमचा मित्र असू शकतो, कोणीही असू शकतो. अ, आणि अ, कुठेही त्यांना कॉम्प्लिमेंट्स द्या. "अरे, किती छान शर्ट घातला आहे. आज नवीन हेअर स्टाईल केलेस छान, साडीचा रंग" "छान आहे." आहे ना असं. "तू छान काम करतो आहेस." कॉम्प्लिमेंट देणं हाही एक साधेपणाच आहे तुमचा, की तुम्हाला आवडत्या तुम्हाला हेच, असं वाटतं आहे, की तो चुकतोय तर त्याला सांगा. फक्त गोड-गोड नाही पाहिजे. नाही, नाही, "अरे, हे चुकीचं केलं तू. ह्या, ह्या पद्धतीने कर, तुझं असं होणार." ही 2री गोष्ट. गोष्ट ही आहे ना, की यू शुड बी अ व्हेरी गुड लिस्नर आणि ते पेशन्स असायला पाहिजे ऐकून घेणारा पाहिजे.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. अरे वाह! ओह. हं. बरोबर. बरोबर. हां. हं. बरोबर. हो.